हल्ली हे युग आहे, हे स्पर्धेचं युग आहे. त्यामुळे माणूस अ, आपलं खाजगी आयुष्य सोडून जास्तीत जास्त वेळ आपल्या कॅरियरला आपल्या कामाला जास्त प्रिफरन्स देतो किंवा वेळ अधिक तिथे देतो. कारण स्पर्धे स्पर्धात्मक अ, युग असल्यामुळे जग असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला धावावाच लागतं त्याशिवाय पर्याय खरंतर पुरत नाही. पण कधी-कधी काय होतं माहिती आहे का आपलं जे कॅरियर किंवा आपण काम म्हणूयात त्याला काम आणि खाजगी आयुष्य यामध्ये ना, आपण अ, संतुलन करू शकत नाही कधी-कधी. खूप इकडचं तिकडं इम्बॅलन्स होतं ते. तर मग त्याचं तुम्ही संतुलन कसं साधतात, कामात आणि आपल्या खाजगी आयुष्यात?
हो. हो. हं. खूप अवघड आहे कधी-कधी कारण बघा ना, आजकाल एक तर तसं बघायला गेलं तर काम मिळणच अशक्य झालंय अ, आपल्या भारतात सगळं जे काही एक पुनर्जागरण झालंय, जगाचं किंवा एआयचंही त्यामुळे ही एक भीती असते ना, की काम मिळेल की नाही आणि "अरे बाप रे! जॉब आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे." त्यामुळे आपण पैशांना महत्त्व देतो बऱ्याच वेळा आणि म्हणतो की "जाऊदे, काय मानसिक स्वास्थ्य, मेंटल हेल्थ, निजी जिंदगी आपली जाऊदे, काही फरक पडत नाही. थोडासा ॲडजस्ट करतील घरचे, मी थोडंसं ॲडजस्ट करीन, थोडा ताण आला तर येऊ दे." पण अर्थात ते संतुलन तुम्ही जसं म्हणालात खूप महत्त्वाचं आहे आणि ते साधण्यासाठी काही छोट्या-छोट्या गोष्टी मी तरी करतो जेणेकरून तो इम्बॅलन्स नाही होणार आणि मी असं पडणार नाही. म्हणजे हारून नाही जाणार एका कोणत्या एका क्षेत्रात.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. हो, हो, हो. अगदी बरोबर. असं होतं. बरं मला सांगा की तुमचं जे रोजचा दिनक्रमन असतो अ, त्यासाठी म्हणजे तुम्ही कसं डिव्हायडेशन करता म्हणजे कामासाठी कुटुंबासाठी अ, वेळ कसा ॲडजस्ट करता किंवा कसा तुमचा अ, नियम असतो साधारण?
हो, साधारण मी अशा दोन्ही गोष्टींना विभाजितच केलेल्या आहेत. म्हणजे कामाचे तास ठरवले आहेत आणि काय होतं, वर्क फ्रॉम होम असलं जर आणि मी जरी 2-3 वर्क फ्रॉम होमची कामं करत असलो, 2-3 वेगळ्या कंपन्यांबरोबर तरी अ, त्याचा प्रॉब्लेम असा आहे की कंपनी बरोबरचं काम असलं, तर त्याच्यात वेळा निश्चित असतात. की ठीक आहे मी सकाळी 9 ते 12 काम करणार किंवा 1च्या नंतर ते काम करणार जेवणानंतर. पण ते फ्रीलान्सिंगच काम जर असलं, तर ती कशी पैशाची खाण असल्यासारखं आहे ना, <chuckles> म्हणजे मी कितीही केलं तरी कमीच वाटतं. रात्री 12 वाजता पण वाटतं, की नाही करावं म्हणजे अजून थोडेसे पैसे मिळतील आणि पैसे कोणाला नाही लागत नाही का? म्हणजे असलेले पैसे का नको आहेत आपल्याला, म्हणून ते वेळापत्रक पाळणं अवघड होतं. पण मी तर ठरवलं आहे बाबा कारण अ, नाहीतर आपण अ, आजारीच पडू किंवा वेडे होऊन जाऊ मला असं वाटतं. म्हणून मी त्या वेळा ठरवल्यात. म्हणजे सकाळी 10 वाजता सुरु करायचं आणि 1 वाजेपर्यंत प्रयत्न करायचा. अर्थात, मध्ये 1 कधी-कधी वर्क फ्रॉम होम असेल तर अंघोळीचा ब्रेक वगैरे होतो. पण त्यानंतर मग 2 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर कुलूप, दुकान बंद <chuckles> असं मी ठरवलं आहे.
बरं. हो, हो, हो. हं, हं. हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हो, हो. अगदी बरोबर. हो, हो, हो, बरोबर, बरोबर हे होऊ शकतं. दुकान बंद. ओके, ओके. वाह, वाह! छान, छान. खूपच अ, सुंदर रीतीने तुम्ही ते सगळं मॅनेज करतात. पण कधी-कधी असं होतं की अ, आपल्या घरच्यांसाठी, कुटुंबासाठी किंवा आपल्या स्वतःसाठीचा वेळ पण काही अर्जन्सी असते किंवा मग अ, अ, तुम्ही जर आता वर्क फ्रॉम होम आहात. पण सपोज तुम्हाला काही कारणास्तव मीटिंगला जावं लागलं आणि तेही अगदी ऑड टाईमाला, कधी-कधी रात्री मीटिंग्स असतात ना म्हणजे पार्टी असते. पण पार्टीच्या अ, निमित्ताने ॲक्च्युअली त्या मीटिंग्स अ, कंडक्ट केले जातात. पार्टी नावाला असते खरं तर, पण तिथे फार मोठे डील्स अ, क्रॅक होत असतात, नेहमी ज्या पार्टी असतात तिथे, म्हणून पार्टीना खूप गर्दी असते किंवा किंवा डेडलाईन असते म्हणा आपली एखादी. तर अ, आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या स्वतःचा मी टाईम असतो ते सोडून, आपल्याला कामाला वेळ द्यावा लागतो. मग त्यावेळी तुम्ही कसं ॲडजस्ट करता?
हो. हो. हो, हो. खरं आहे. <chuckles> हो. त्यावेळेस मी नाही म्हणतो बाबा. म्हणजे जर 7:00च्या नंतर काहीही असेल आणि अर्थात मी दिवसभर जर ते काम केलं असेल त्या कंपनीचं ना, तर मग मी म्हणतो की "नाही, मला शक्य नाही, मला बाहेर जायचंय" किंवा माझ्या आई बरोबर राहायचंय आणि खोटं अ, नाही सांगत आहे, तुम्हालापण. मी त्यांना खोटं सांगतो, <chuckles> की माझी आई थोडीशी आजारी आहे. तिच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल बरं का. तर असंही सांगतो मी. कारण दिवसभर काम केलंय आणि मग रात्री पण अ, कशाला तुमचे चोचले पुरवायचे, असं मी मनात आणतो माझ्या. पण अ, अर्थात जर त्यांनी असा मला एक अ, एक लीव्ह जर दिला की "तुम्ही ठीक आहे, दिवसभर नका करू काही पण फक्त रात्रीच्या त्या मीटिंगला या." तर मग काही माझी हरकत नाही. कारण मी असं समजतो, की किती तास मी त्यांच्यासाठी देतो हे महत्वाचं आहे, नाही का? मी काय अ, पूर्णपणे त्यांना समर्पित नाही होऊ शकत. शेवटी हा पण एक व्यवसायचं आहे आणि माझे कौशल्य किंवा टॅलेंट किंवा वेळेचे ते मला पैसे किंवा पगार देत आहेत. तर मग दिवसभरही राबवून रात्री मी कशाला इथे डान्स करायला येऊ तुमच्या पार्टीला. म्हणून मग, म्हणजे मी काही वेळेस नाही म्हणतो आणि हे अवघड जातं. पण मग कधी-कधी हो, कधी-कधी नाही, अशा गोष्टी केल्या आणि अर्थात जर पार्टी छान असेल, खायला छान मिळणार असेल तर मग काय? काहीच हरकत नाही.
हां. हं. <chuckles> ओके, ओके, ओके. हो, हो, हो. या. अच्छा. ओके, ओके. हो, हो. अगदी बरोबर. अरे वाह. छान, छान. अगदी उत्तम आणि खूप साध्या, सोप्या भाषेत तुम्ही अगदी समजून सांगितलं, की जर ते अ, मला दिवसभराची सुट्टी देणार असेल आणि रात्री मीटिंगला बोलवतात, तर मी जाईन किंवा तसलं जर नसेल, तर मग मी माझं त अ, तसं आवर बेसिसवरच आहोत आपण तर मग कशाला ते आपली वेळ त्यांना काय द्यावी. अगदी बरोबर आहे. मग ती कुटुंबालाच दिली पाहिजे खरंतर. पण तरीपण अ, असं असतं का? की आता अ, खूप मोठं एक अ, तुम्ही काय म्हणूयात अ, फ्रीलान्सर म्हणून काम करत आहात आणि जसे तुम्ही सांगितले पैशाची खाण आहे आता आणि खूप मोठं चांगलं प्रोजेक्ट आलेला आहे. पण टाईम लिमिट पण आहे त्याला, की हे प्रोजेक्ट एवढ्या 8 दिवसात किंवा 10 दिवसातचं करायचं आहे तुम्हाला पण ते खरंतर 15 दिवसाचं, 12 दिवसाचं काम आहे. पण तुम्हाला ते 8चं दिवसात ते कंप्लीट करायचं. मग अशा वेळी तुम्ही ते काम घेतात का? किंवा मग ते काम जर घेतलं तर मग कसं अ, घर मी टाईम आणि हे सगळं ॲडजस्ट करता तुम्ही?
हो. हो. हां. हो. हो, हो, नक्कीच घेतो. कारण जर प्रोजेक्ट असेल आणि एका ठराविक वेळेत संपवायचं असेल आणि <swallows> त्यातून जर चांगला पैसा मिळणार असेल, तर नाकारण्यापेक्षा मी अशा वेळेस थोडीशी एक लवचिकता किंवा फ्लेक्सिबिलिटी अशी ठेवतो, की मी घरच्यांना सांगून ठेवलंय की तुम्ही तर माझ्यासाठी माझं विश्व आहात सर्वात महत्वाचे आहात, पण हे काम आहे म्हणून आपण खाऊ शकतोय. त्यामुळे कधी-कधी कामाला मी जास्त प्राधान्य देणं, तुमच्यापेक्षाही. आणि सुदैवाने ते समजूतदार आहेत. ते समजून घेतात की "ठीक आहे, 8 दिवस हा आपला नाही, 8 दिवस ह्याला विसरून जायचं, की हा आपला मुलगा आहे किंवा हा अस्तित्वात आहे आपल्या आयुष्यात" आणि मग ते मला मोकळं सोडतात, तेवढं काम करू देतात. आणि मीही थोडंसं जीवाचं रान करून करतो ते काम. आणि उशिरापर्यंत थांबून करतो किंवा जसा वेळ मिळेल जिथे-जिथे मी ब्रेक घ्यायचो एरवी, त्याऐवजी तिकडेही ते काम कसं घुसवू शकेन आणि करू शकेन, हे बघण्याचा प्रयत्न करतो, कारण सीमा आहे त्यात, म्हणजे 8 दिवसात पूर्ण करायचंय आणि मला हे माहिती आहे की 9वव्या दिवशीपासून परत सुट्टी आहे मला. तर मग तो चान्सतरी कशाला सोडायचा, पैसेतरी कशाला सोडायचे आणि तो जो अनुभव येईल मला, तो तरी कशाला सोडायचा.
हं. हं. ओके. ओके, ओके. अरे वाह! अच्छा. हं, हं. वाह! वाह! वाह! छान, छान. हं, अगदी बरोबर. तुम्ही खूप अ, छानपैकी खरंच प्रॅक्टिकल विचार आहे हा तर, की फ्लेक्सिबिलिटी असावी अ, पैसाही महत्वाचा आहे. घरचेही महत्वाचे आहे. आणि घरचे समजदार आहे, हे आपल्यासाठी सोन्याहून पिवळ असं म्हणतात ना, तसला प्रकार आहे. वाह, वाह! छान! खूपच छान! आणि अ, तुम्ही आता पहिल्यापासूनच म्हणजे आधीपासूनच काम हे अ, वर्क फ्रॉम होम आहे की आधी तुम्ही कुठल्या कंपनीत वगैरे होतात किंवा अं, अ, ऑफिसमध्ये जायचात घर घरापासून थोडंसं लांब, असं होतं का यापूर्वी?
<chuckles> खरंच. हो, हो. होतं असं. म्हणजे अ, मी सॉफ्टवेअरमध्येच कामाला होतो आणि आहे, सुरुवातीपासूनच. म्हणजे अ, 2004 पासून मी काम सुरु केलं, पूर्ण वेळेचं जे फुल टाईम काम असतं आणि 10-11 वर्ष मी अ, फुल टाईम केलं आणि त्यानंतर मग मी पार्ट टाईम किंवा फ्रीलान्सिंग असं सुरु केलं. जसं थोडंसं वय पण वाढलं आणि थोडीशी ती इंडस्ट्री पण बदलली. आणि त्यात बरेच बदल होत होते. तर मग माझ्या अ, आयुष्याच्या थोड्याश्या एक लवचिकतेसाठी म्हणा किंवा स्वतःला वेळ देण्यासाठी एक आध्यात्मिक अ, यात्रा पण माझी सुरु झाली होती छोटीशी, म्हणजे जी आंतरिक यात्रा असते. ती अ, 28व्या वर्षी वगैरे सुरु झाली माझी. म्हणून मग मी 32व्या वर्षी हे ठरवलं की जरा एक स्वतःच्या आयुष्यातली जी पार्टी असती, ती पण एन्जॉय करणं महत्वाचं आहे. नुसतंच दुसऱ्यांसाठी राबून, पैसा तर येतोय, पण शांती नाही, सुख नाही. घरात माझी चिड-चिड व्हायची किंवा काही अर्थच नव्हता आयुष्याला आणि बाकीचे छंद तर विसरलोच होतो मी, जसं नाचणं म्हणा, फोटोग्राफी म्हणा किंवा फिरायला जाणं. आ अ, आपल्या शहरातली दुपार बघितलीच नव्हती मी, कितीतरी वर्ष. की दुपार कशी असते, हेच माहिती नव्हतं. तर मग हळू-हळू तो बदल करून मी एक लवचिकता तर आणलीच, पण त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम कसं ऑफिसवाल्यांनी द्यायला सुरू केलं होतं, आधीच, म्हणजे 2008-9 मध्येच मी करू शकतो थोडंसं. अ, ते करायला सुरू केलं होतं. पण मग पूर्ण वेळ वर्क फ्रॉम होम त्यानंतर जरा सुरू झालं आणि मग आता अ, अधिक वाढलंय त्यामुळे छान वाटतं, मज्जा वाटते, पण त्याचे असे आपण म्हणतो ना, चांगल्याही गोष्टी असतात, नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. <chuckles>
अच्छा. ओके. जॉब सुरू केला. ओके, ओके. बरं. फ्रीलान्सिंग सुरू केले. हं, बरोबर, बरोबर. ओके, ओके. अरे व वाह! ओके. अरेरे! हां. अच्छा. ओके. वाह! वाह! छान, छान. <clears throat> खूपच छान, आ आणखी मला एक यालाच लागून अ, तुम्हाला प्रश्न करायचा आहे, की तुम्ही म्हणालात की माझा अध्यात्माचा प्रवासही अ, त्या दरम्यान सुरू झाला होता. तर मग काम आणि आपल्या खाजगी आयुष्यात याच संतुलन करतांना, अध्यात्माचा आपल्याला किती उपयोग होतो, याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही?
हो. खूप जास्त उपयोग, म्हणजे मी जर जिवंत आहे कदाचित तर त्याचमुळे. आणि जी काही नकारात्मकता बाहेरच्या, बाहेर ढकलून देता येते, ती त्याचमुळे आणि नकारात्मकता ह्याचा अर्थ असा नाही फक्त की कोणीतरी अ, चुकीचं वागला, विचित्र वागला अर्थात त्यावर खूप काम करावं लागतं. कारण मीही तसा अंतर्मुखी आहे किंवा संवेदनशील आहे. पण नकारात्मकता ही एक कंटाळवाण अ, झालं आयुष्य की ही येते नाही का? आणि मी काय करतोय, हे काय चालू आहे? हे सगळं करतोय मी, पण शेवटी आनंद मिळतच नाहीये. तर तो जो शेवटचा आनंद आपल्याला मनाच्या कोपऱ्यात पाहिजे असतो. तो तो फक्त अध्यात्मामुळेच येतो. दुसरा त्याला पर्यायच नाहीये. म्हणजे कितीही सायकॉलॉजिस्टकडे जा, मानसशास्त्रज्ञांकडे जा. अध्यात्माची जोड त्याला लागलेली नसेल किंवा स्वतःचा आत्मा किंवा विचार सरळ किंवा स्पष्ट केले नसतील ना, तर म्हणजे माझा तरी असा अनुभव आहे की आपण नाही वर येऊ शकत. आणि म्हणजे टिकून नाही राहू शकत, ह्या आनंदाच्या सागरात. खूप अवघड होतं नाही
अरे वाह! वाह! हो, हो. वाव! वाह! वाह! वाह! खूप सुंदर, खूप सुंदर. तर अ, तुम्ही जी काही साधना करता त्याबद्दल असं अ, अगदी अ, थोडक्यात सांगू शकाल, की त्याचा उपयोग कसा होतो. साधना काय करता म्हणजे?
हो, नक्क नक्कीच. म्हणजे अ, एक ध्यान जास्तीत जास्त त्यावरच भर आहे माझा. आणि ते असं एका वेळेस बसून 1 तासाचं ध्यान नसून थोड्या-थोड्या वेळानी आपण जसं अ, स्मॉल मील्स घ्यायचं म्हणतात ना, चांगलं शरीर राहण्यासाठी दर 2 तासांनी खा थोडं-थोडं. तसंच मी दर 1-2 तासांनी एक 5 मिनिटाचं ध्यान म्हणा किंवा एक व्हिज्युअलायझेशन जे म्हणतात. मनात चित्र निर्माण करून आपण त्या वेगळ्या जगात जायचं आणि पुन्हा परत पृथ्वीवर यायचं. असे प्रकार आणि अगदी काहीच नसेल तरी घड्याळाचे ठोके टक-टक-टक जे येतात. ते जरी ऐकले ना, 5 मिनिटं तरी असं वाटतं, "ठीक आहे मी, मी आहे मी चांगला आहे आणि मी जिवंत आहे आणि मी खुश आहे." अशा भावना येतात. आणि त्या आपल्या नैसर्गिक भावना असल्यामुळे त्या वर आल्या की त्याचा उपयोग कामातच होतो शेवटी.
वाह! वाह! हो, हो, हं. हां, हां. ओके. हां, हां, हां. वाह! वाह! वाह! वाह! हां, हां, हां, हां. वाह! वाह! सुंदर. अप्रतिम, क्या बात है! खूपचं छान. अ, तर तुमच्या बोलण्यातून मला खरंच हे जाणवलं की आपलं अ, काम आणि आपलं खाजगी आयुष्यामध्ये आपण खरंच संतुलन खूप चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. आणि त्यात जर अध्यात्माची जोड जर असेल, तर मग क्या बात है! आपण खरंचं काम करता-करता परिवाराच्या सोबत राहता-राहता, आपण आनंदाच्या त्या डोहामध्येही आपण डुंबून जाऊ शकतो. वाह! खूपचं छान. अ, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला. अ, पुन्हा आपण भेटूयात, पुन्हा आपण वेगळ्या विषयावरती गप्पा मारूयात. अ, मला खूप आवडलं तुमच्याशी गप्पा मारून. पुन्हा भेटूया आपण अ, तूर्तास आपले खूप, खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू व्हेरी मच.
अगदी. मलाही छान वाटलं, तुमच्याबरोबर संवाद साधून. धन्यवाद.